हो, हो.
हां, तर ते रात्री ना मी ते भिजवत घालते आणि मग ते सकाळी त्या गरम पाण्यात टाकून पिते. त्यामुळे कसं ते अ, एनर्जी छान येते नाही का. अ, त्यामुळे अ, एकदम असं आळस म्हणतो की अशी चरबी वगैरे वाढत नाही. आणि मग अ, थोडंसं व्यायाम वगैरे करायला मला खूप आवडतं. तर व्यायाममध्ये मी काय करते, थोडंसं कधी सूर्यनमस्कार नाहीतर कधी मस्त असं मो टीव्हीमध्ये मी असे मस्त सॉन्ग वगैरे लावते आणि कार्डिओ झुंबा डान्स वगैरे म्हणजे असं रोज वेगळंवेगळं करते, जेणेकरून कंटाळा येणार नाही. कारण की जर सूर्यनमस्कार करत बसलो ना, तर कंटाळा येतो आपल्याला ओ.
हं, हं. दूर होतो. हां. अरे वाह! खूप छान. हं, हं. बरोबर, बरोबर. हं, नक्कीच म्हणजे तेच ते फॉलो करून आपण कुठेतरी कंटाळून जातो आणि मग आपल्याला नवीन करण्याची इच्छा होते आणि ते आपण उत्साहाने करत असतो.
इच्छा नाही येणार. हो. मग त्यासाठी मग ते करते आणि मग त्यानंतर खरी सुरुवात होते, ते स्वतःचा टाईम झाला पण घरच्यांना पण टाईम द्यावा लागतो. मग त्यानंतर अंघोळ वगैरे झाली, की माझी अ, मग अ, मी घरच्यांना सर्वांना चहा ठेवावा लागतो. मग सकाळचा चहा म्हटलं, की एक म्हणतो ना, एनर्जी देते आपल्याला चहा खूप असते. आणि ते घरच्यांना सगळ्यांनाच चहा एवढा आवडतो ना तो, मग नसला ना, कधी मग ते असं हे होतं काहीतरी मिस झाल्यासारखं वाटतं.
तर मग हं, हं. हं. नक्कीच. अरे वाह! बरोबर आहे. नक्कीच. झाल्यासारखं आणि मग तुमच्या घरी कोणी लहान मुलं वगैरे आहेत का म्हणजे अ, म्हणजे आपल्याला त्यांच्या मग कॅलेंडर किंवा त्यांच्या घड्याळाप्रमाणे चालावं लागतं ना.
हो, नाही. घरात लहान मुलं तर कोण नाही आहे, सगळे मोठेच आहेत. अ, त्यामुळे मग ते सगळ्यांचा चहा वगैरे होतो. जे कामावर जातात, मग त्याची खूप घाई असते, की मग त्याची भाजी चिरा मग पट्टापट्टा असे त्याला. आणि प्रत्येकांची आवडही वेगळी असते हो. म्हणजे अ, वडिलांची वेगळी असते, नवऱ्याची वेगळी, भावाची वेगळी, सगळ्यांची वेगळी असते. पण प्रत्येकाची आवड जपून आपल्याला ते अ, स्वयंपाक करावा लागतो. अ, मग चहा वगैरे झाला, की आपल्याला एक साईडला नाश्ता बनवायचा. मग अ, पोहे मस्त गरम-गरम पोहे. त्याच्यावर मस्त असा अ, शेव वगैरे टाकायचे आणि तसं त्यांना नाश्ता द्यायचा. म्हणजे त्यांना पण खायला अशी छान वाटतं. आणि साईड एका साईडला मग आपली थोडीशी कामं असतात. अ, भांडे आवरायचे असतात आणि स्वयंपाक असतो एका साईडला. चपात्या वगैरे करायच्या असतात. आणि ती गडबड एवढी चालू असते, त्यामध्ये बाहेरून एक आवाज येतो, मला हे पाहिजे, मला टॉवेल दे, मला पाकीट दे, मला बाहेर डब्बा दे. म्हणजे अशा गोष्टी सकाळी एवढं गडबड होतात ना, की स्वतःसाठी थोडासा तो टाईम जो असतो, तो सकाळीच भेटतो. त्यानंतर मी येतच नाही. आणि मग सगळ्यांचा डब्बा वगैरे पॅक करणं, त्यांना डब्बा देणं वेळेवर, जे घरातले वृद्ध लोकं असतात, त्यांना अ, औषधं वगैरे देण्याचं काम असतं. कारण त्यांच्या अ, शरीराकडे पण आपल्याला बघावं लागतं, कारण की हो. काय
अरे! हां. हं. हं. बरोबर आहे. हं, हं. नक्कीच. <chuckles> नक्कीच. <chuckles> हां ना. छान, छान. <chuckles> नक्कीच. बरोबर. हां, हां. बरोबर. बरोबर अगदीच. मग अ, असं जसं की आता तुम्ही हे सगळी रूटीन आणि धावपळ सांगितली. तर मग असा एखादा दिवस असतो की असतो का की हे सगळे रूटीन चे म्हणजे नियम जे आहेत ते आम्हाला म्हणू आपण की थोडे वेगळे असतात त्या दिवशी?